मग झालं माझ्या मुलाचं, तर मग त्याची थोडीशी सीरियस डिस्कशन असते की "आज आम्ही हा प्रोजेक्ट केला आणि कोडिंगमध्ये आम्ही असं केलं. आणि मॅमने आम्हाला असं-असं सांगितलं की 'हां, मी चांगलं केलं म्हणून' आणि आमच्या कराटेमध्ये आज मी जिंकलो." तर मग त्याला हवी असते प्रशंसा, त्याच्या बाबांची आणि माझी की तुम्ही मला अप्रिशिएट करा म्हणून.
आणि हं. बरं. अरे वाह! काय शिकवल? हं. अरे, वाह! हं, हं. वाह! किती छान! वाह, वाह! किती सुंदर. आणि अ, मी तर खरंच म्हणेन की आता लहान मुलांनाही कितीतरी प्रोजेक्ट्स आणि कितीतरी उपक्रम घरीही करायला देतात नाही का त्यांचे प्रोजेक्ट्स असतात.